हो. नाही, पण असं असतं ना, की बघा ना, सगळ्यांचेच घर असे प्रकाशात नसतात. म्हणजे कोण आता एखादा जर आपल्या घरातला एखादा स्वयंपाकघर म्हणा किंवा एखादा कोपरा किंवा बेडरूम, तिथे प्रकाशच येत नाही. मग त्यासाठी तुम्ही काय छोटे बदल कराल?
हां, हां, हां. हां, हां, हां, हां. हां, हां. अ, ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ना, बरं. एक कलर थियरीनुसार आपण सांगू शक तो, की जर आपण पिवळा रंग जर, अ, वापरला अशा खोलीमध्ये, की जिथं अंधार वगैरे आहे, तर थोडंसं तिथं प्रकाश यायला मदत होते. आणि बाकी जसं मी तुम्हाला ट्यूब लाइट सांगितली, तर एक अ, छोटी ट्यूब लाइट पण मिळते. म्हणजे ती जी आपली नॉर्मल ट्यूब लाइटच्या 1/4 असते. तर ती आपण दिवसा वापरू शकतो. आणि त्याला काही फार एवढी वीजदेखील लागत नाही.
हां, सांगा. हां. अच्छा, बरोबर. हो, हो, हो. अगदी बरोबर. हां, तुम्ही अ, जर पिवळा कलरऐवजी व्हाईट कलरचा जरी वापर केला, तरी अतिउत्तम. कारण की व्हाईट, अ, प्रकाशामुळे अजून प्रकाश रिफ्लेक्ट होतो.
हो, हो. तर तेवढा जर हां, बरोबर आहे. रिफ्लेक्ट होतो. आणि पिवळा कलर जो असतो ना, तो म्हणजे भिंतीला पिवळा कलर देऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला नॅचरल लाईटसाठी एकट्यासारखं दिसून येतं आणि बाकी मग ट्यूब लाइट छोटी वापरू शकता, असं करू शकता. आणि अजून काही-काही लोक काय करतात ना, लोकांना कळत नाही, की घरात अंधार आहे आणि त्यात आणखीन भडक कलर देऊन ठेवतात. आणि मग ते भडक कलर लाल वगैरे ते
अच्छा. नक्कीच. हो. म्हणजे आपण आपल्या घरानुसार पण कलर, अ, ठरवायला पाहिजे. म्हणजे कोणता कलर कोणत्या रूमला दिला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं, की व्हाईट कलर इज द बेस्ट, म्हणजे कारण की तो असा कलर आहे ना, कुठे पण सूट होतो आणि उजेड असेल तरी तो छान वाटतो, अंधारा करायचा असेल तरी तो छान वाटतो. म्हणजे तो पूर्ण कलर मेंटेन करतो.
हो, हो. हो, हो. हां. बरोबर आहे ना. म्हणून आहे ना, तुम्ही कधी पण बघा मेंटेन करता येतो. आणि बघा, तुम्ही कधी पण आहे ना, जेव्हा घराला कलर वगैरे देतात ना, तर त्यांच्याकडे एक बुक असतं पेंटर लोकांकडं. ते आपल्याला विचारतात, की "कोणता कलर पाहिजे." तर त्याच्यामध्ये जो लिव्हिंग रूम हां, कॅटलॉग असतो. लिव्हिंग रूमचे कलरमध्ये बघा, ते कधी पण तिथं व्हाईटचेच शेड असतात. तिथं तुम्हाला कधीही ते सजेस्ट नाही करत. हो, हो. ते तुम्हाला असं कधी सजेस्ट नाही करत हं.
हो, नक्की. हो, असतं त्यांच्याकडे कलरचा कॅटलॉग असतो कलरचा. हो, एकदम पेस्टल कलर असतात त्यातमध्ये. त्यामुळे कसं जे पेस्टल फ्रेश कलर असतात ना, ते आपल्याला एक एनर्जी देतात. त्यांच्याकडे बघून ना, त्या कलरकडे असं छान, मस्त वाटतं. आणि तुम्ही एखादा डार्क कलर किंवा असा गडद ऑरेंज किंवा असा एकदम डार्क कोणता पण कलर बघितला ना, असं डाऊन करतं. ते घराला एकदम शेड डाऊन होते आणि त्यामुळे असं त्यांना बघून पण न नकारात्मक आपल्याला ऊर्जा ने निर्माण होते. मग कंटाळा येतो.
हां, हां. बरोबर आहे. हां, हां, बरोबर आहे. म्हणजे आता काही लोकं काय करतात ना बरोबर आहे. म्हणजे काय आहे ना, काही लोकांना ना घरात काय करायचं कलर आणि ऑफिसमध्ये काय करायचं कळत नाही. तर ते काय करतात ना, व्हाईट करतात आणि ग्रे, एक ना एक एक कॉन्ट्रास्ट एका भिंतीला ग्रे करून टाकतात. पण तो जो ग्रे कलर आहे ना, तर तो नकारात्मकता आपल्याला थोडंसं हे करतो. ते ऑफिसमध्ये वेगळं, पण घरामध्ये असे कधीच आपण कलर अ, नाही दिले पाहिजे. ग्रे
हो. हां, नक्कीच. आपण घरामध्ये फ्रेश कलर वापरले पाहिजे, जेणेकरून घरामध्ये प्रकाश पण होईल आणि त्या प्रकाशामुळे आपलं मूड पण चांगलं राहील. आणि बघा ना, असं पण होतं ना, आता पाऊस येतो, हिवाळा येतो. पावसात कसं, तुम्ही किती पण घरामध्ये फ्रेश कलर मारा, ते घरात अंधारीच येते. तेव्हा काय लोकांच्या मनावर परिणाम होतो?
हं. हं, हं. बरोबर. हम्म. <chuckles> बरं, बरं.